मी ऑनलाईन कोर्स केला. मी अ, हे शेअर मार्केटचा एक माझ्या मित्राने कोर्स दिला होता. म्हणे फ्रीमध्ये अटेंड कर. अच्छा, मग मी ते करू लागलो. असंच पहायचो, करायचो शिकायचो काही. आणि म्हणे, "लाव" म्हणे, आता COVIDचा काळ होता. "लाव म्हणे पैसे ₹5-10 हजार तुला लावावे लागले तर."
अच्छा. अच्छा. हां. बरं.
पण मग हां, प पहिले आले पैसे ₹5-10 हजार लावले होते मी. आणि पहिल्यांदा आले पण पैसे म्हटलं, "बरं चालतंय शेअर मार्केटमध्ये तरं भारीच आहे." हां तर 10000 चे झाले ब ₹12-13 हजार झालते म्हटलं, "अरे बाप रे! 100000 लावले असते तर किती आले असते? ₹30 हजार अ, व्हेरी गुड." मग म्हटलं, "चला. नाही-नाही कुठून आणणार? अशी पहिलीच पंचायत होती का कुठूना आणायचे? काय आणायचे?" मी म्हटलं माणसाचं कॅल्क्युलेशन चालू होतो ना लालची मन म्हणतो ना आपलं, पळत इकडं-तिकडं. त्याला किती पण भेटलं तरी काय. तो पुढची उड्डया मारतो मग.
हां. <laughs> बरं. अच्छा! हां. मग? मग तुम्ही लावले 1 लाख? आई ग. बरोबर आहे, बरोबर, बरोबर. हं. हो, हो. हो ना. हो. खरंच, खर
म्हटलं, "अजून याच्यावरच पाहू" म्हटलं, "करून, याचीच आपण बनवू काही ना काही." आणि कशाचे काय बनले? गेले सगळे. सरला विचारतो तर सर म्हणे, "हां, गेले 10-12 काय 13 झाले होते. तर त्याचे 13चे 0 झाले नंतर.
हां, हां. अरे बाप रे! आई गं. पण मग हे असं तुम्हाला वाटतं, की हे ऑनलाईन शिकण्यामुळे झालं का? असं काही तुमचा अ, समज झाला किंवा असं काही तुम्हाला वाटलं का?
हं.